खूपदा झालंय की समजा माझ्या कामाच्या बाबतीत झालं किंवा पैशाच्या बाबतीत झालं की काही-काही आहेत. आता कसं असतं की आपण जनरली पैशाच्या बाबतीत म्हणा किंवा लव्ह लाईफ म्हणा, तर काही-काही गोष्टी आपण लपवून ठेवतो.
बरोबरच. होतं असं.
तर, मी मी जनरली खूप चांगले, जे असे काय म्हणतात, ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो, असे काही लोक आहेत, अ आयुष्यातले. तर त्यांच्याशी मी ते सगळं डिस्कस करतो की हे असं-असं होतंय आणि हा त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय आणि मला त्याच्यामुळे हे-हे असं वाटतंय आणि असं वाटतंय, त्याच्यामुळे मला असं-असं त्रास होतोय किंवा फील होतोय किंवा आयुष्यात असं त्याच्यामुळे अफेक्ट होतंय. तर हे सगळं बोलतो. तर मग त्याच्यात असं उदाहरण निघतं की जसं, कामाच्या बाबतीत म्हणा की एका पॉइंटला असं होतं की एक कंपनी होती, आता उदाहरणार्थ सांगू शकतो. ही एक कंपनी होती आणि त्याच्यात आम्ही एका सर्टन टाइपचं काम करायचो.
ठीक आहे. हो, बरोबर. मस्त एकदम. <chuckles> हं, हं. खूप हं, हं. अच्छा.
पण हळू-हळू आहे ना असं म्हणजे, आता कंपनीवाले अर्थात त्यांचं काम निघतंय आपल्या जे काय असतं ते. अ, ते पैसे देतात आणि काम निघतंय. पण मग आणि आम्ही सगळे कलीग्ज पण होतो. ते काय असं कामापुरतच होते सगळे लोकं. पण मग हळू-हळू काय झालं की मी
<laughs> बरोबर आहे. बरोबर बोलायच.
लोकांशी डिस्कस करायला चालू केलं की या कामाचा, आपण जे करतोय ह्याची पुढे खरंच व्हॅल्यू आहे का? म्हणजे असतं ना असं की जनरली आपण आपण करियर म्हणून कसं करतो की तुम्ही एक अ, एक काम केलंय. बरोबर. आणि त्याच्या त्याच्या बेसिसवरती तुम्ही सांगू शकता ना की मी हे-हे काम केलंय आणि ह्याच्यामुळे मला हे येतं आणि चांगलं होतं. तर असं एका पॉइंटला असं होतं की ते काम आहे ना ते असं फारसं कामाचं नव्हतं इंडस्ट्रीमध्ये पुढच्या अ, स्टेप्ससाठी.
याची व्हॅल्यू आहे का? अच्छा हे एकदम भारी. बरोबर.

म्हणजे काउन्सेलिंग असतं ना, आपली सायकॉलॉजिकल काउन्सेलिंग, तर त्याची मदत घेतली होती. तर तेव्हा असं होतं, की त्यांच्याशी पण म्हणजे जेव्हा ते शेअर करायला लागलो मी, तेव्हा त्यांनीपण सांगितलं होतं, की तू जेव्हा लोकांशी जेव्हा खूप डीपली बोलशील, कनेक्ट करशील हां, त्याच्यानंतरच तू कनेक्ट करू शकतो ना दुसऱ्यांशी. नाहीतर लोकांना असं अपो-आप नाही कळणार ना, की तू नक्की कसा आहे? कारण की वर-वरची आपली जी इमेज असते समाजामध्ये, ती अशी वर-वरच्या ॲक्शन्समुळे होते. पण तुम्ही जेव्हा डीपली कनेक्ट कधी होता? म्हणजे माझ्या मते तरी असं आहे, की तुम्ही जेव्हा तुमचं खूप आतल्या इमोशन्स असतात, खूप डीप त्या तुम्ही जेव्हा एकमेकांशी शेअर करता, तेव्हा जाऊन तुम्हाला असं वाटतं, की हा समोरच्याला पण काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. मला पण जसे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि मग आपण शेअर करू शकतो आणि शेअर केलं, की आपण त्याच्यावरती एकत्र उपाय पण शोधू शकतो, असं मला तरी वाटतं.
अच्छा, अच्छा, अच्छा, अच्छा. ओके. अच्छा. बोलशील, खूप सुंदर. बरोबरच, बरोबरच. हं, हं, हं, हं. बरोबरच. हो, हो. खरंच, खरंच.
मग
तर बरोबर बोललास तू, की आपण जर अ, आपले समोरचे जर प्रॉब्लेम जर कोणासमोर ठेवले नाही, तर त्याचे उपायच भेटणार नाही. तर तू असं कधी केलंय का? मला सांग बरं, की तुझ्या जीवनामध्ये तू अ, तुझे प्रॉब्लेम्स अ, कोणासमोर ठेवले आणि त्याचे उपाय तुला भेटले आणि तुझ्या जीवनामध्ये त्याचा खूप परिणाम झालाय, असं तुला कधी झालंय का तुझ्या जीवनामध्ये?
बरोबर, तेच. हां. हां. हो, खूपदा, खूपदा झालंय. म्हणजे अ, मी असं मी म्हणजे असं गमतीत सांगतो, की मी जनरली मी कसं करतो, की मग म म्हणजे असं लोकांना असतं ना, की खूप डीप कधी कोणाशीही बोलू नये. म्हणजे असं खूप आतलं. तर मला आता म्हणजे अ, असं कळून चुकलंय, की एका सर्टेन एक्सटेंटनंतर तुम्ही अर्थात, नाही बोलायचं स्वतःच्या बा बद्दल असं खूप डीप असतना. असं होतं खूप जणांचं असतं. म्हणजे अंधश्रद्धा म्हणू शकतो आपण त्याला थोडी, पण असतं असं हां, <chuckles> तेच तर मी मी जनरली काय करतो, की मला खूपदा हे असे डीप टॉपिक्स असतात ना, त्याच्यावरती बोलायला आवडतं. तर मी मुद्दामून जेव्हा नवीन समजा कोणाशी असं कनेक्ट करायचं असेल ना, तर मी ते तर यूज करतोच. पण माझे असे काही-काही मित्र-मैत्रिणी आहेत खास, की जे-जे आम्ही म्हणजे मित्र-मैत्रिणी त्याच्यामुळे झालोय, की आम्ही खूप एकमेकांशी डीपली कनेक्ट झालो होतो आधी. तर मी तुम्ही जसं विचारलं ना, की तुम्ही असं कधी केलंय का? उदाहरण देऊ शकता का? तर असं
हं. अच्छा. <chuckles> हं, हं. बरोबरच. हं, हं, समजलं, हो. <chuckles> हं, हं. मस्त, मस्त, एकदम. हां.